सोशल मीडियावरती ना, असे खूप व्हिडिओज असतात, रील्स असतात. म्हणजे लहान-लहान जे असतात ते. तर अ, अ, त्यामुळे मग माणूस ना त्याच्यामध्ये खूपच असा अ, आपण म्हणतो ना की अ, किती वेळ निघून जातो त्याचा हे त्याला कळत नाही. तर असा कुठला काही लहा ...पचे काही व्हिडिओ आहेत का ज्यांनी तुमचं लक्ष खूप वेध घेतलं?
हो, हो. अगदी. हो ना. हं. हो, हो. म्हणजे कसं आहे ना की ते एक प्रकारचं मला तर वाटतं ना की एक अ, जादुई दुनिया किंवा नाही का, असं काहीतरी वेगळंच माणसाला <chuckles> आता एक आलेलं आहे ना, की ज्याच्यामध्ये बघता क्षणी तरी वाटतं, की "अरे, काय आहे 30 सेकंदाचं आहे, 60 सेकंदाचा आहे." पण आपण ते बघता-बघता किती ते बघतो ह्याला कधी-कधी अगदी लिमिटच राहत नाही ओ! म्हणजे बघता-बघता अर्धा तास, पाऊण तास, 1 तास. म्हणजे इतका वेळ निघून जातो, की आपल्याला नंतर कळतं, की "अरे, आपण एक व्हिडिओ बघायला गेला गेलो होतो आणि आता आपण 1 तास आपला जो आहे ना तो आपण अ, इथं वापरला आहे." तर असं बऱ्याच वेळेला होतं. म्हणजे एकदा मला आठवतंय, की एकदा मी रात्री 11:00 वाजता आपलं, नाही का, झोपायला जावं म्हणलं आणि एक रील बघायला फोन घेतला. आणि जेव्हा ते बघत बसलो, बघत बसलो नंतर जेव्हा <chuckles> बघितलं घड्याळामध्ये तर 1:00 वाजला होता. तर 2 तास कुठं गेलं कळालंच नाही. आणि आता कसं झालंय ना की आता समजा आपल्याला कुठेतरी हॉटेलमध्ये ऑर्डर दिली आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला बघणं ते बघायचं आहे मोबाईल, व्हिडिओज, किंवा आता बसमध्ये बसलो आहे, त्याच्यातही आपल्याला तेच करायचं आहे म्हणजे रिकामा वेळ आपल्याला नकोच आहे. म्हणजे तो सगळा आपल्याला ह्या शॉर्ट व्हिडिओनी भरून काढायचा आहे. <chuckles>
हां, हां. हो ना. हं, हं. हां, हां. हां, हां. अरे रे! <chuckles> मग हां, हां. हो, हो. ते तर आहे. <chuckles> ते तर आहे. मग असा कोणता काही लहान व्हिडिओ आ तुम्हाला असा आठवतो का? ज्याने तुमचं फारच लक्ष वेधलं होतं? काही सांगाल का त्याबद्दल? कोणता होता? <chuckles>
<chuckles> आता हे, याची गंमतच अशी एक व्हिडिओ कधी आपलं म्हणजे, नाही का, सुरुवात त्याच्यापासून होऊ शकेल, पण त्याच्यानंतर आपण थांबत नाही ना त्याच्यामुळं तो पहिला काय होता <chuckles> हे आठवलं तसं अवघडच आहे ना की एकापाठोपाठ एक, अ, एकापाठोपाठ एक येत राहतात ना ते आटोप्ले होत राहतात. हं.
हां. हां, हां. ते तर आहे. पण असतं ना असं कधी-कधी की आपल्या आठवणीमध्ये राहतो तो की हा व्हिडिओ. असं असतं ना व्हायरल खूप होतो, मग आपणही बघतो आणि मग आपल्यालाही तो आवडतो. म्हणजे असं कधी काही झालं होतं का? कोणता व्हिडिओ होता तो?
हो ना. हां. हां. हो, हो, हो. ते ट्रेंड येतात ना मध्ये-मध्ये. ते गाणं आलं होतं बघा कच्चा बदाम, कच्चा बदाम. त्याच्यावरती ते डान्स वगैरे करायचे बघा. हां. तर ते एक व्हिडिओ मी असा बघितला होता आणि मग ते दाखवायला लागलं मला एक, एक, एक, एक करून. तर ते मग ते असं <chuckles> व्हायरल मग ह्याने तसं केलाय, त्याने तसं केलाय आणि मग कधी-कधी आपल्यालाही थोडीफार एखादी स्टेप करू वाटते <chuckles> मग ते असं बघता, बघता, बघता ती
हां, अच्छा. हां, हां, हां. हां, हां. <chuckles>
कधी वेळ गेला कळाला नाही तर ते आठवतंय खरं म्हणजे मला.
हां, हां. मग कधी असा कुठे बघितला होता तुम्ही, की म्हणजे, जसं तुम्ही म्हणालात, रेस्टोरंटमध्ये, का ट्रेनमध्ये? का कधी असं होतं ना, ऑफिस ब्रेकमध्ये पण आपण
हं. आहे. हे तर आता चालूच आहे ना, म्हणजे आता. <chuckles> हे आता चालूच आहे. म्हणजे कुठेही, आता ट्रेनमध्ये तरी आहे चालू. किंवा आता आमच्याकडं लिफ्टला फक्त रेंज येत नाही, म्हणून लिफ्टमध्ये बघत नाही, नाहीतर अदरवाईज <chuckles> आता मुलाला शाळेत सोडून आणायचं आहे, तर त्यावेळेला आता ते थोडासा वेळ असतो, त्याच्यामध्ये 5 मिनिटं असतात, मग थोडं बघायचं. किंवा मग आता दळण दळायला दिलेलं आहे, तोपर्यंत काय करायचं? तर हे आपलं असं चालूच असतं, थोडंफार, थोडंफार.
<chuckles> हं. अच्छा. मग तो पहिल्यांदा कधी तुम्ही बघितला, असं म्हणजे, तुम्हाला आठवत असेल ना?
अवघ नाही, ते फारच अवघड आहे ओ, म्हणजे आता कसं आहे ना, ह्याला हे शॉर्टस म्हणतात किंवा रील्स म्हणतात, हेच मुळात माहिती नव्हतं ना. आणि ते म्हणजे कसं ना, एक आपण म्हणतो ना, की अ, ह "ऋषीचं मूळ विचारायचं नसतं" किंवा काय, असं काहीतरी मराठीमध्ये म्हण आहे, तसं हे रील्सचं काही आपण सांगू नाही शकत, की कुठून काय येईल, कसं काय असेल.
अच्छा. <chuckles> हां, हां. मग असं का वाटतं, की हे असं अ, ए एवढं आपलं लक्ष त्याच्यावर हे झालेलं आहे, तर म्हणजे कंटेंटचं स्वरूप आहे, अल्गोरिदम आहे, असं म्हणजे नक्की काय आहे? कोणता घटक तुम्हाला महत्वाचा वाटतो मग यातून?
हं. ह्याच्यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा घटक मला वाटतो ना ते आहे आपलं माईंड. म्हणजे कसं ना आपल्या माइंडला कसं आहे ना की एखादं काम केलं की नंतर रिवॉर्ड जो आहे तो नॅचरली मिळतो ना म्हणजे कुठलीही गोष्ट इन्स्टन्स अशी काही नसते निसर्गामध्ये ना. तर प्रत्येक गोष्टीला वेळ लागत असतो आणि मग आनंद होत असतो ना, तर अ, ह्याच्यामध्ये काय होतंय ना की आपण एक व्हिडिओ बघतोय आणि लगेच आपल्याला तो आनंद मिळतो आहे, क्विकली, म्हणजे डोपामाइन अ, ज्याला म्हणतात ना की आपण आपलं सिक्रेट होतंय आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ एक सरप्राईज आहे ना तुम्हाला माहिती नाही की पुढचं काय मिळणार आहे. म्हणजे असं नाही की आत्ता तुम्ही जसं मी म्हणाले की कच्चा बदाम बघितलं, तर पुढचा कच्चा बदाम तुम्हाला कधी येईल माहिती नाही ना, <chuckles> तर मग ते वेगळंच येतं काही मग पुढच्या व्हिडिओमध्ये काय असेल ही उत्सुकता असते. आपल्याला ते स्क्रोल करू वाटतं. म्हणजे कसं ना, की अ, एकापाठोपाठ एक हे नाही हा नाही पत्ता लागला, तर पुढचा लागेल. तो नाही लागला तर त्याच्यापुढचं लागेल. तर असं आपण ते खेळत राहतो, नाही का? आणि अल्गोरिथमचं जर तुम्ही म्हणाल ना तर अ, त्याच्यामध्ये पण त्यांचे भरपूर गोष्टी आहेत, की बाबा पहिले आपण 1-2-3 सेकंद जर बघितला, 3 सेकंदापेक्षा जास्त, तर ते हुकला अटॅच झालेलं आहे असं आपण ते म्हणतात किंवा आपण ज्या व्हिडिओजला लाइक करतो, तर तशाच प्रकारचे आपल्याला दाखवण्यात येतात बऱ्यापैकी किंवा अगदी आपल्याला आवडत नाही, मग आपण काय करतो, की कमेंट करतो तर त्याला अल्गोरिथमला एवढं कळत नाही की हे कमेंट करतोय म्हणजे ह्याला आवडलेलं आहे किंवा नाही आवडलेलं. तर तो तेच दाखवत बसतो. भले तुम्ही वाईट का कमेंट करे ना. तर मग काय होतं ना, की अल्गोरिथम पण त्याला कुठेतरी आणि एखादा माणूस म्हणतो ना च्या मला सगळं असलं दाखवायला लागलंय, तर कमेंट कशाला केली म्हणजे त्यांना कळत नाही की त्याला स स्क्रोल करायचं, इग्नोर करायचं आहे. तर ते एक असतं आणि अटेंशन स्पॅन जे की लक्ष कमी झालेलं आहे खरं म्हणजे, की आता असं म्हणतात, संशोधन झालेलं आहे, की मानवी जे लक्ष देण्याचा कालावधी आहे ना, तर तो आता गोल्डफिशपेक्षा पण कमी झालाय म्हणजे म्हणजे छोट्याशा मासा जो आहे ना गोल्डफिश, तर तर आता 8 ते 10 मिनिट अ, तो. आपल्याला सगळं 15-20 सेकंदात हवं आहे. तर इतकं, नाही का, थोडंसं इम्पॅक्ट आहे.
हां, हां. हां, हां. हां, हां. हो, हो. हो. <snorts> हो, हो, हो. अच्छा. हां. बरोबर. हं, हं. बरोबर. हां, हां. ओह! अच्छा, अच्छा. हां. हां, हां. अय्या! नक्कीच, बरोबर आहे. तर त्याचा सगळाच असा म्हणजे परिणाम आपल्याला दिसत असतो. मग अ अ, अशा लहान व्हिडिओनी तुमच्या अ, दैनंदिन सवयींवर किंवा कामांवर कसा परिणाम केला आहे मग. म्हणजे त्याचे फायदे झाले, की काही समस्या निर्माण झाली जरा सांगाल का?
हो, हो. हं, हं. हां, हां, हां. आता तसं बघायला गेलं ना, तर अ, त्याच्यामध्ये आता 2-3 गोष्टी होत आहेत बघा. एक एंटरटेनमेंट तर कॅटेगरी आहेच ना, की जे आपल्याला एंटरटेन करते किंवा काही मीम्स म्हणू शकतो आपण की ज्या आपल्याला नाही का आनंद देऊ किंवा हसायला फार येतं कॉमेडी कंटेंट आहे. काही असंही कंटेंट आहे की जसं की हा उपाय करा, मग तुम्हाला हे मिळेल. तर तेही कॅटेगरी आहे. आणि किंवा मग काही टेकच्या असतात, की आता एक्सेलचा हा फॉर्म्युला करा आणि हे करा, ते करा. पण काय होतं ना, की इन्फॉर्मेशन ओव्हरलोड हे इतकी आहे ना, म्हणजे कसं ना, की आधी आपल्याला माहितीचा तुटवडा असायचा आणि मग त्याच्यानी आपल्याला नाही का प्रगती होत नव्हती. आता असं झालं ना उलटं, की इतकी माहिती, इतकी माहिती की नेमकी कोणती माहिती वापरावी हे कळत नाहीये आणि म्हणून ॲक्शन होत नाही आहेत. म्हणजे मी काय केलं आहे ना, मला जो पण रील चांगला वाटतो ना, तर मी तो स्वतःचं एक दुसरा अक ते शेअर करतो आणि मी म्हणतो "अरे हे महत्त्वाचं आहे बरं का, नंतर बघू". पण आज, आता जवळ-जवळ 1-1.5 वर्षं झालं आहे या गोष्टीला. ते मी त्याच्यात उघडण्याची तसदी नाही घेतली अजून किंवा दुसऱ्या अकाऊंटवरती जाऊन, की हे काय म्हणतं आहे आणि त्याच्या नोट्स काढल्या आणि त्याच्यावरती ॲक्शन घेऊ. <chuckles> असं तरी झालं नाही आजपर्यंत. तर अ, म्हणजे आपली नाही का विचार करण्याची व कृती करण्याचीच एकंदरीत जी सवय आहे ना, किंवा क्षमता आहे ना, ती खरं तर कमी होते. असं मला वैयक्तिकरित्या जाणवलेलं आहे. आणि फायदे जर म्हटलं ना, तर अ, फायदे हेच आहेत, की अह, ते बघता-बघता काही ॲड येतात, तर त्या ॲडमध्ये एखादा माणूस काहीतरी चांगल्या हिताच्या गोष्टी सांगत असतो. तर त्याचा कोर्स वगैरे किंवा त्याचं पुस्तक वगैरे आपण ते विकत घेतो, तर <chuckles> ते जरा कुठेतरी चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो, खरं म्हणजे.
हं. हं, हं. हो. हां, हां. हां, हां. अच्छा. हं. हां, हां. हं, हं. अच्छा. नक्कीच. मग तुम्ही जी ही समस्या सांगितली, मग त्यावर तुम्ही काही असे उपाय केले आहे का? म्हणजे त्याच्यात तुम्ही काही बदल केला आहे का मग?
हां. नाही आता मी तर बदल असा केलेला आहे की मला कळालेलं आहे पहिली गोष्ट तरी की हे फार वेळखाऊ आणि अनप्रोडक्टिव असं गोष्ट आहे म्हणजे एक फन एलिमेंट आहे त्याच्यामध्ये, पण मग मला काय होतं ना की म्हणजे माझं नशीब चांगलं आहे की Instagram किंवा हे, हे माझं अजून पॅटर्न ओळखू शकले नाहीयेत की मला काय आवडतं. कारण मी त्याला असं मी त्याला अनप्रेडिक्टेबली बघतो. म्हणजे माझ्या काही बघण्याच्या ठराविक वेळा नाहीयेत किंवा मी आज बघितलं, तर उद्या-परवा बघत नाही किंवा महिना-महिना पण बघत नाही. त्याच्यामुळं मग मला एवढं नाही का दुष्परिणाम खरंतर जाणवत नाही. म्हणजे आधीचा वेळ वेगळा होता, पण नंतर मला जसं कळालं, तसं मी त्याच्यामध्ये, नाही का, अं, ते रेकमेंडेशन वगैरे ऑफ करतो किंवा त्या सेटिंग्स मी करून ठेवलेल्या आहेत. YouTubeला देखील मी काय केलं ना की हिस्ट्री ऑफ केलेली आहे तर ते मला रिकमेंड नाही करत काही, त्याच्यामुळं मला जे बघायचं आहे ना, ते मी सर्च करून तिथं बघतो. त्याच्यामुळं मग मला हा जो कुठेतरी प्रॉब्लेम जाणवायला लागला होता ना, तर तो कमी झालेला आहे. पण आता कसं आहे ना सर्वच जण एवढं सोशली अलिप्त नाही राहू शकत खरं सांगायचं झालं तर. कारण इथं काय फक्त तेवढंच नाही आहे तर लोकही असतात. त्यांच्याही काहीतरी ते स्टोरीज पोस्ट वगैरे टाकू शकतात. तर मला काय वाटतं ना की आपण लिमिट करू शकतो म्हणजे की फीडवर कॉन्सन्ट्रेट करा, कारण अ, <chuckles> ते रील्स सेक्शनमध्ये काय येईल, त्याचा काही नियमच नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही ज्यांना फॉलो करता, फॉलो करा आणि फीड बघा तुम्ही म्हणजे नाही का, तुमचे जवळचे लोक किंवा आवडतं सेलिब्रिटी वगैरे ते त्यांचं तुम्ही जरूर बघा, पण तुम्ही त्या रील्समध्ये जर गेले, तर मग टाईमर तरी लावा ॲट लीस्ट. जसं की आता Instagramमध्ये पण एक सेटिंग आहे वाटतं की टाईमर आहे. आता मी तरी Instagram सेटिंग नाही वापरत, पण मी जे Android अ, ची जी सी सेटिंग आहे ना की 5 मिनिटानंतर तो <chuckles> म्हणजे त्याला टाईमर लावून ठेवला आहे. 5 मिनिटानंतर ती साईटच बंद पडते. ॲप अनइंस्टॉल केलेला आहे. तर ती साईटतच बंद पडून जाते 5 मिनिटां ते केलेलं आहे. तर असं मी केलेलं आहे, पण आता शेवटी अ, मी सोशली पहिल्यापासून अलिप्तच होतो, तर मला एवढं इम्पॅक्ट होत नाही, पण प्रत्येकाने आपापल्या समजदारीनी मला वाटतं निर्णय घेतले पाहिजेत. आपण किती बघतोय आणि त्यातलं खरंच काय फायदा होतोय का, हे पण एक लक्षात घेतलं पाहिजे.
हां, हां. अच्छा, अच्छा. हां, हां. हो. हं, हं. हं. अच्छा. हं. अच्छा. हं, हं. हो ना. हं, हं. हो ना. हां, हां. हं, हं. हां. अच्छा. अच्छा, अच्छा. ओह! अरे. हं, हं. नक्क. हां, हां. मग समजा तुम्हाला जर उद्या स्वतःचा असा काही कंटेंट बनवायचा असेल, तर मग तुम्ही काय गोष्टी लक्षात ठेवाल? म्हणजे असं अ, ट्रेंडमध्ये काही चाललंय ते? का त्याचं एडिटिंग? का टायमिंग काहीही?
हां, हां. <chuckles> हं. हं. हं. त्याच्यामागं, आता मी खरं तर कंटेंट क्रिएट केलेलं आहे आधी, त्याच्यामुळं मला काही गोष्टी माहिती आहेत. तर पहिलं जे आहे ना, ते ट्रेंडिंग जसं तुम्ही म्हणाल्या ना, की एखादं ट्रेंडिंग गाणं वगैरे चालू असतं, तर ते वापरलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. दुसरी गोष्ट, एडिटिंगमध्ये नाही का, हूक पहिला फार महत्त्वाचा असतो. म्हणजे असं आपण काय करतो ना, की पहिल्यांदा तर तो व्हिडिओपर्यंत थांबला पाहिजे ना तो. तर आपण पहिलाच जर असं म्हणालो ना, "थांबा, थांबा, थांबा!" <chuckles> तर मग माणूस म्हणतो, "अरे काय, थांबा, जरा बघूयात काय म्हणतोय हा". तर मग तसं करू शकतो. किंवा मग अ, आपण नाही का, एकदम उलटं सांगायचं काहीतरी. समजा आता आपला ऑडियन्स असा आहे, की तो अ, त्याला व्हेट लॉस करायचं आहे, तर आपण असं नाही म्हणू शकत, की "अच्छा हे खा, म्हणजे तुमचं वजन कमी होईल." तो मग तो स्क्रोल करून टाकतो. त्यापेक्षा म्हणायचं, "डायट बंद करा, डायट अजिबात करू नका, वजन आणि तरीही वजन कमी करा." मग त्याला वाटतं, अरे, ह्याच्यात काय आहे? म्हणजे एक नाही का, क्युरिओसिटी तयार होते. आणि नंतर मग आपण आपला मुद्दा वगैरे सांगू शकतो. तर अ, हे करू शकतो. किंवा मग फास्ट कट वगैरे काही-काही लोक करतात, की हालचाल करतात. किंवा काहीतरी नाही का, एक दाखवताना एक सुरुवातीला कोणीतरी असं लाथ मारली आणि मग अचानक तो हे एक इकडं पडतो, "तर हा साबण तुम्ही वापरा," म्हणजे असं काहीतरी नाही का, अतरंगी पण लोक करतात. तर त्याच्यामुळं पण कसं आहे ना, की लोक थांबतात आणि बघतात. आणि एकदा बघितलं, की मग ते कनेक्ट होऊ शकतात, खरं म्हणजे.
हां, हां. हां. अच्छा. हो, हो. हां, हां, हां. हं. हं. हं. हां, हां, हां. नक्कीच. अरे वाह! हं. अच्छा. हं, हं. <chuckles> हो, हो. हो. हां. कंटेंट असा क कॅची पाहिजे, म्हणजे की जेणेकरून लोकांना थांबायला तरी ते अ, हे होईल, की अरे बघूया. हां, हां. बरोबर, बरोबर. नक्कीच, नक्कीच. अ, छान सांगितलं तुम्ही, म्हणजे अ, तुमच्या कंटेंटबद्दल पण, त्याचे म्हणजे काही समस्या असतात त्याबद्दल पण. आणि कसं आपला अल्गोरिदम वर्क करतो आणि आपल्याला कसं ते अ, नियंत्रण आपल्याला करणं गरजेचं आहे, सगळंच खूप छान सांगितलं. या विषयावर तुमच्याशी संवाद साधून खूप छान वाटलं, नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.
हां. पहिलं तर होत. हं. हं. हं. हं. हो ना. हो. हो. हो. मला देखील आवडलं तुमच्याशी बोलायला आणि आपण निश्चितच बोलूयात पुन्हा एकदा. तर ह्या चर्चेबद्दल खरंच तुमचे देखील आभार आणि धन्यवाद.